त्यांनी झोपतात डायरेक्ट. घर-घरचा गेमच तसा. असं नाही की पिक्चर बघतायेत, फिरायला जातायेत, असं काही नाहीये त्याच्यात.
<laughs> आ, हां, असं काही नसतं ना, का की तुम्ही जे जे घरात हां बस आला त्याला माहिती होतं. आपल्याला माहिती व्हायचं की बाबा गेलेत, ड्युटीवर ते येतील मग जेवले, झोपले झोपले झोपले. बस हेच चालायचं.
हा प्रकारच नाहीये. म्हणजे नवरा गेलाय हां. बाबा आले, जेवतील, आपल्याशी बोलतील आणि झोपून जातील. हां, म्हणजे काही एंटरटेनमेंटमध्ये काहीच नाही असं. मग त्याच्यानंतर आणि तेव्हा कसं होतं की आय गेस तेव्हा दूरदर्शनच होतं. म्हणजे अ, जास्त चॅनल्स वगैरेही होतं नाही. मग दूरदर्शनवर यायचं शतिमान, शक्तिमान बापरे, शक्तिमाननी तर असं केलंय ना बरं एवढी बुद्धी होती की कुठल्या बिल्डिंगवरून खालती कुदि नाही मारली की बाबा शक्तिमान नेईल वाचवायला. म्हणजे खरं. अरे, असं बऱ्याच लोकांनी ते कार्यक्रम केलेत. म्हणजे या आठवणी आहेत ना बघा ना, की गंगाधर ही शक्तिमान है शक्तिमान ही गंगाधर है ते असं होतं. तर त्या काळामध्ये खरंच असे न्यूज आर्टिकल्स आहेत ते तेव्हाचे आजही. की बरच मुलं आणि यांनी असे कार्यक्रम केले. बट हे कसं आहे ना या गोष्टींनी बालपण आहे ना, सुंदर बनवलंय आणि जर तुम्हाला आठवत असेल आय थिंक सो तेव्हा कसं होतं माहिती आहे का त्या टाईमाला म्हणजे आमच्या इथे म्हणजे मी मुंबईला राहतो तर त्या साइडला आहे ना, हत्ती वगैरे यायचे, लोकं हत्ती घेऊन यायचे असे. हां, भालू वगैरे घरी-घरी यायचे. भालू भालूला आणायचे, असं आम्ही माझं ते बघितलं की भालू यायचा, त्याचा केस आम्ही तोडायचो. की केस तोडला तर त्याच तावीज बनवलं तर मग असं, असे बोलतात ना, भाकडकथा ज्या आपल्याला आपल्याला गंडवल्या लहानपणी प्रत्येकानी तसं. तर मग त्या गोष्ट होते आणि अ, सर्वात सुंदर जी गोष्ट होती काय माहितीये का, की ते बालपणीचे मि
आहां. हं. आहां, नाही, नाही. ओ भाऊ शक्तिमान. <laughs> अरे, बापरे बाप! मला तुमची. हां, हां. हां, हां. हां, हां. अरे! वाह, वाह, वाह! खूप छान. हां. हो, हो, हो, हो. महावत हो. अरे, बापरे! हां, हां, हां, हां. हो, अगदी.
म्हणजे त्यांच्या ज्या आठवणी, त्या चाळीतले, गल्ली क्रिकेट, त्या काकूंच्या खालेल्या शिव्या आहे ना, तो गटारीत गेलेला बॉल. हं.
कोणाची फोडलेली अ, आणि तीच बॉल कोणाच्या तोंडावर पडली. ती कोणाची दात फोडतीये अ, त्यांची आठवण खूप छान होती. तर मला फक्त एवढं सांगा, की त्या आठवणींमधनं तुम्हाला कोणचा आवाज, कोणचा वास, कोणचा रंग. या मग एक असं तुम्हाला मी एक क्षण दिलं की तुम्ही बालपणांमध्ये वापस जा. आणि त्या बालपणामध्ये तुम्ही बघा तर तुम्हाला सर्वात छान सुंदर दृश्य कोणचा भेटतो?
अरे बाप रे! अरर. रेरेरेरे! इतकी सुंदर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. अ, सुंदर म्हणजे एकदम मी तुम्हाला सांगू शकतो ना, की तो पाऊस
आह! काय गोष्ट आहे.
जो पाऊस येतो. पहिला पाऊस म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की तो जो पहिला पाऊस असतो तो एकदम जोरात नाही पडत.

वाह! मातीचा सुगंध ओ, हो हो, हो, हो. काय मस्त. वाह!
हो, हो, हो, हो, हो. तो मातीचा सुगंध आणि मग त्यानंतर पाऊस आला तर तुम्हाला माहिती आहे, तो हा मूव्ही आहे लगान पिक्चरमध्ये जेव्हा त्यांच्याकडे पाऊस पडतो ते सगळे गावकरी कसे जमतात. तश्या आम्ही लहान मुलं जमून ते असं न न न न न न न अरे धीर आ धम्मा असं एकदम आम्ही मग त्या पावसामध्ये आमच्या इथे कसं होत ना, की मुंबईमध्ये आहे ना ते नाले तुंबतात. असे ते भरून निघतात. तर मग त्या नाल्यातून काय होतं ना, जेव्हा पाणी भरत ना, तर मग ते रस्त्यावर येतं. मग रस्त्याचा मग आम्ही आमच्यासाठी स्लाइड्स बनायचे ते रस्ते अशे तर आम्ही एक मुलगा पुढे गेला ना, स्लोप वरून तिथून त्या पाण्यामध्ये असा झोपला तर पुढच्या साइडला यायचा असा रस्त्यावर. इतकं वाहतं पाणी असायचं तिथे आणि बट हां. आणि बरेच म्हणजे मी, बायका नाचायच्या, मुलं असायचे आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्या पावसाचा इतका आनंद घ्यायचा. घरी आमच्या भज्जी वगैरे बनवायचे आणि ते वातावरण ओहोहोहोहो! घरामध्ये इतकं सुंदर वाटायचं. मग त्याच्यानंतर त्या पावसातल्या काय बोलतात ना शाळेत जात तुम्हाला आठवत असेल माहितीये का? शाळे आपली शाळा बंद असायची समर व्हॅकेशन जूनमध्ये शाळा चालू व्हायची पाऊस येताना, तर मग तो ते एक आठवण असेल तुम्हाला माहिती आहे पहिला दिवस तर पुस्तकांचा वास, नवीन शाळा, नवीन बेंच नवीन आणि वर्गात आपली तीच म्हणजे तेच जे जुनं प्रेम होतं तिच्यावर लक्ष देणं, की आज ते ही ही आपल्या वर्गात आली आहे की दुसऱ्या वर्गात गेली आहे. <chuckles> म्हणजे
वाहां, हां. हो, हो, हो, हो, हो. हां, हां. मस्त. हां, हां. अरे बाप रे! वाह, वाह, वाह! हो, हो. हां, हो, हो. वाह! नवीन ड्रेस. हां, हां. हां, हां. हो, हो, हो. अरे भाई गजब, खूप खात्र मतलब खूपच छान व्हायचं ते तर.
म्हणजे ते लक्ष देणं, की बाबा ही माझ्या वर्गातच आहे, की दुसरया आणि जर ती आपल्या वर्गात आली ओहोहोहो! मग आपल्याला नटून जायची मग ते कशी ना चाहूल लागते. मी रुमालमध्ये पावडर घेऊन जायचो मग तुम्हाला माहिती आहे का. रुमालमध्ये आहे ना, असं पावडर न्यायचा थोडीशी आणि मग तिथे जशी ती दिसली ना अशी पावडर-पावडर लावायचं असं मग एकदम तिच्यासमोर बोलणं तर नाही व्हायचं ना असं जास्त फक्त ते स्माईल. तिचं बघणं, माझं बघणं बस, बस, बस. येस, येस, येस, येस.
अ, वाह, वाह, वाह! हो. ॲक्शन बदलून जायच ना, हो. मी <giggles> अरे वाह! हां हां. दूर दुराच दूरचं प्रेम दूरचं प्रेम अहाहा! वाह, यार! खूप छान आहे यार मस्त-मस्त, खूप मस्त. तर त्याला मला एक सांगा कधी तुम्हाला वाटलं का, की तुमची आठवण अ, लहानपणाची या बालपणाची अल्ल वेगळी आहे. आणि तुम्हाला दुसरे इतर काही अजूनच सांगतात जसं, असं असतं ना, की आपण बोल्लो बो बोलतो कोणाशी अ, ओळखी असं मनुष्याशी मतलब आत्या, काका कोणाशी, की मला बालपणमध्ये मी हे, हे केलं. पण कोणीतरी म्हणतो, की "नाही, तू हे नव्हतं केलं, तू असं केलंय." तर मग काही तुम्हाला असं वाटतं का, की ते चुकीचं असतं या मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं मार मला अजून काही आठवण होतं पण हे अजून काही म्हणतात तेव्हा तुम्ही काय करता?
हं. हं. हं, हं. हं. हं, हं. हं. हं.

हं, हं. लहानपणी आहे ना, तुम्हाला माहिती आहे का ती एक आठवण होती घर-घर आणि डॉक्टर-डॉक्टर खेळायला खूप आवडायची.
<laughs> अरे यार भाई! खतरनाक. खतरनाक. खूपच खतरनाक.
<chuckles> तर अ, घर-घर आणि ब डॉक्टर-डॉक्टर काय आहे माहिती आहे? मी तुम्हाला सिरियसली सांगतो माहिती आहे का, की माझं एक लहानपणीचं टोपण नाव होतं डॉक्टर.
हं. अ, हां.
आणि मला आहे ना, ते बरेच वर्षापर्यंत जे जे ज्या चाळीमध्ये मी आधी राहायचो ना, तिथे मला डॉक्टरच बोलायचे, डॉक्टर आला, डॉक्टर आला डॉक्टर आला असं. तर कसं होतं माहिती आहे का आम्ही लहान मुलं जर तुम्ही पण खेळला असेल खूप अ, रोमांचक गेम आहे तो घर-घर आणि डॉक्टर-डॉक्ट
हां. हां. हां, हां, हां, अरे! अरे, अरे, बिलकुल. त्या सामाजिक एकदम.
म्हणजे <laughs> तर मग आमचा आहे ना, एक रूम असायचा. त्या रूममध्ये आहे ना, मी डॉक्टर असायचो. पेशंटची लाईन लागायची आणि मग त्यानंतर आहे ना, माझ्या माझ्याकडचं जे इंजेक्शन असायचं तर प्रत्येक प्रत्येक एक एक पेशंट यायचं. मी माझं इंजेक्शन काढायचो
हां. हां. अरे बापरे. <laughs> <laughs> ते येऊन इंजेक्शन लावत होतो मी. <laughs> अगदी.
आणि ते प्रत्येकाला लावून द्यायचो. तर मग अशा त्या ज्या गोष्टी होत्या ना. आणि हे जे खेळ होते ते जे गंमत होती घर-घर खेळायची ऑफिसला जायचंय आपल्याला, ऑफिसवरून मग आलो आपली बायको आपली वाट बघते. मग रात्र झाली मग झोपायचं डायरेक्ट.
बापरे बाप. हो, हो. हां, हां, हां, अरे खूप छान आणि तो क्षण असा होता ना, की आपण एवढ्या अ, काय म्हणतात त्याला इ इनोसेंट असतो आणि आपल्याला काही समजत नाही. पण आपल्याला एक असं जग वेगळं जग निर्माण होतो आणि आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये रमून जातो. मस्त खूप छान सांगितलं तुम्ही मज्जा आली मला तर.
हां. हं. इनोसेंट, हं. हं. हां, हां. अगदीच, अगदीच. कारण की काय माहितीये का तेव्हा हे घर-घर खेळणं काय माहिती आहे का? तेव्हा आपली बुद्धी तेवढीच होती ना. बघा डॉक्टर-डॉक्टर का खेळायचो. आपण सायंटिस्ट-सायंटिस्ट कोणी खेळलं नाहीये, तेव्हा आहे ना. आयटीवाला, ग्राफिक डिझाइनर कुणी खेळला नाहीये तेव्हा आहे ना. एआय स्पेशल आपल्याला काय माहिती होतं. बघा लहानपणातल्या म अ, जेव्हा स् स्कूलमध्ये जेव्हा कोणी आलं स्पेशल गेस्ट तो विचारायचा, "तू काय बनणार?" तर 2-3 आन्सर होते. डॉक्टर बनणार इंजिनिअर बनणार. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय माहीत.
हां. नाही. कोणी नाही खेळलं तर माहितीच नव्हतं ना. आणि नाहीतर अध्यापक बनणार आहे मी. <laughs> मग काय.
अध्यापक, टीचर बनणार वगैरे. एखादा कोणीतरी असेल, तर मग तो बोलत होता, पोलिस बनेल, हे, ते बनेल. एवढं हां, हां. अगदीच, अगदी तर मग आपल्याला तेवढं
ज्याच्या ज्याच्या बाबाकडे थोडेफार पैसे असतील, ज्यांनी पिक्चर वगैरे किंवा येत हां, हां, हां. अगदी.